अरे वाह! म्हणजे ही एवढी छान गोष्ट तुम्ही म्हटले ना, की कसं तुम्हाला त्यांनी एका शिक्षकानी मार्गदर्शन दिलं. अहो, मग मला एक सांगा, तुम्ही ह्यामध्ये म्हंटले की कसं तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला जसं अपयश भेटलं त्यावर आणि तुम्ही एकदम मन लावून त्याची तयारी केली. तुमच्यासाठी म्हणजे जसं होतं ना, तुम्हाला जशी अपेक्षा होती तुम्हाला वाटत होतं की हे होणारच आहे आणि आपल्याला म्हणजे आपल्याला ह्यातच भविष्य असणार आहे. तर जसं आपण स्वप्न घेऊन जसं पुढे जातो ना आणि मग नंतर त्याच्यात एक प्रकारचा धक्का भेटतो आपल्याला. मग दुसऱ्यांदा परत अ, जसं तुम्ही 2 इंटरव्ह्यू तुम्ही पास केले पण त्याच्यानंतरच जो 3रं जे होतं त्याच्यामध्ये झालं नाही. त्यावेळेस तुम्ही म्हंटलेले की कसं तुमच्या ना मानसिक स्थितीवरती, एका प्रकारे वैयक्तिक अ, रूपेने कसं तुमच्यावरती परिणाम झालेला, डिप्रेशन सारखं वाटत होतं. तर तशा वेळेस जेव्हा तुम्हाला ते अपयशाचं जसं म्हणतो ना, तुम्हाला तसं एकदम भावनात्मक रूपे जसं ते एकदम बदललं ना तुमच्यासाठी तर
हो. हं. हो. हं. त्यातनं बाहेर येणं अवघड असतं, त्यातनं बाहेर येण्यासाठी पण एक सांगतो ह्या गोष्टीमधनंच तुम्ही जास्त अ, घडता. त्याच्यातनं बनता.
हां, काय केलं तुम्ही मग? काय केलं तुम्ही? हं. अहा! हे तर आहे, हो.
अं, मध्ये मी एका कॉलेजमध्ये अ, मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. तिथल्या मुलांसमोर तुम्ही नोकरी करावी का स्वतःचा व्यवसाय करावा? तर बरीच मुलं म्हणायला लागली, की नाही पहिल्यांदा नोकरी करून थोडंसं सिक्युरिटी नी अ, थोडेसे पैसे साठवून तर मी सम सांगितलं तुम्हाला मी बोललेलं आवडणार नाही कदाचित काही जणांना. पण तुम्ही 19 प्लस वर्षाचे आहात, तुमचं लग्न झालेलं नाहीये, तुम्हाला मुलं नाहीयेत, तुम्हाला जबाबदाऱ्या नाहीयेत, घराचे E-M-I नाही आहे. रिस्क आता घेणार का कधी घेणार? 35व्या वर्षी 50व्या वर्षी का 70व्या वर्षी? अरे! तरुण माणसाने रिस्क घ्यावी, प्रयत्न करावे.
हं. बरं. हां. अं, बरं. बरोबर आहे. हो ना. हो.
मोठ्या गोष्टीच्या मागे लागावं. आणि शिकणं तर होईल ना आणि त्या शिकण्यात काहीही वाया जात नाही. ते कुठं ना कुठं तुम्हाला सांगतो हां मा मी हे इंटरव्ह्यू दिले.
तेव्हाच घडतं व्यक्ती ते. हां. जसं तुम्ही म्हटलंय, हो. तुमचे पण जे अनुभव होते ते.